अच्छा! हां, म्हणजे अ, एक प्रकारे कसं असतं, की आपलं सांस्कृतिक अ, जे संगीत आहे, ते तुम्हाला खूप आवडतं आणि अ, म्हणजे तुमच्या लहानपणीच्या त्या आठवणी, भावना अ, त्याच्याशी जोडलेल्या आहेत, नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, म्हणजे पेटी, वीणा तुम्हाला त्याचं ज्ञान खूप छान आहे, त्याच्यामुळे अ, सा म्हणजे जो फरक आहे शहरातला, नक्कीच तो दिसतो. अ, दिसतो की कळतो, कसा आहे तर.
हो. हो, अगदीच, अगदीच. हो. हो. अगदी, हो ना. हो, हो. आणि स्पष्ट कळतो तो म्हणजे अ, जेव्हा मृदुंग वाजत असतो ना, त्याची थाप काहीतरी वेगळी असते, जी खूप दीर्घ आतमध्ये गेलेली असते ती थाप. आणि याच्या अगदी विरुद्ध तबला जो असतो, ते असं अ, वेगळं वाद्य वाज वाटतं ते. अशा पद्धतीनं जो लहान असताना जे भाव मनामध्ये रुजलेले आहेत, ते अजूनही कुठेतरी अ, जिवंत आहेत असं मला वाटतं आणि त्याची मजा थोडीफार अ, कमीच येते बरं का शहरांमध्ये तर अ, पण मी माझ्या गावाला आणि तिथे होणारी भजनं, कीर्तनं यांना खरंच खूप मिस करते बघा.
हां. हां, हां. हो, हो. नक्कीच. <chuckles> हं, नक्कीच. ते अ, शहरामध्ये त्या गोष्टींमध्ये फरक पडतो. मग अ, अ, असं तुम्ही सांगताहेत, की अ, शहराचेमध्ये पण बघा, की आता धार्मिक कार्यक्रम किंवा उत्सव, सण अ, इ शहरातही साजरे होतात, पण मग अ, त्यात हां, मग त्याचं जे संगीत आहे, म्हणजे आपण असं म्हणतो ना, सार्वजनिक जसं येतं, गणपती येतं अ, किंवा आपले बाकीचे उत्सव येतात. अ, देवीच्या असतात. असं जे येतात, मग त्याच्यामध्ये हा जो बदल झालेला आहे, बघा ना, ते अगदी वेगळंच वापरलं जातं आता, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार?
हं. खूपच, बरोबर. हां. हो, हो. अगदीच, अगदीच. हं. हो. हो, हो. हं. हो. हं, हो ना. हो.